कधी-कधी आपल्याला नकार देताना खूपच अवघड जातं. कारण नकार देताना शब्दांची निवड आणि बांधिलकी जपणं महत्त्वाचं ठरतं, नाही का? योग्य, योग्य सूर असणं आणि ती स्पष्टता संवाद अधिक सहज बनवतात, जर आपला सूर चांगला असला तर. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की तुम्ही कधी असा नकार दिला आहे का? कोणत्या परिस्थितीत?
हो खूप अवघड असतं. <chuckles> खंर आहे. माझ्या कामाचा भाग म्हणून मला बरेच इंटरव्ह्यू घ्यायचे असतात.
अच्छा.
हायरिंगचे.
बरं.
तर त्याच्यामध्ये अ, नकार देणं हा भाग अ, अ, येतोच. कारण कंपनीची पॉलिसी आहे की "नंतर कळवतो," मग इमेल पाठवायचा असं नाही करायचं.
हां, हां. बरं.
आमचं शॉर्टलिस्टिंग खूप अ, कडक असतं. त्यामुळे जे लोक येतात, त्यांना तिथेच अ, हो किंवा नाही असं सांगायचं.
अच्छा.
तर अ
म्हणजे ऑन द स्पॉट सांगायचं त्यांना.
अ, हो म्हणजे त्यांचाही वेळ वाया जात नाही, आपलाही जात नाही.
खरं आहे.
आणि त्यामुळे तो नकार देताना हा पहिली गोष्ट म्हणजे अ, एक लक्षात ठेवायची. अ, की कुठेही अ, तुम आमची रिक्वायरमेंट आणि तुमचा स्किल सेट हा मॅच होत नाही, एवढंच सांगायचं. अ, आम्हाला एचआरचं अ, ट्रेनिंग होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की आपण कोण एखाद्या माणसाला नाकारणारे किंवा व्यक्तीला नाकारणारे?
हं. ओके. खरं आहे.
कुठल्याच व्यक्तीला नाकारू नये. हो, मग एखादा कोणी अ, समाजामध्ये कमी शिकलेले किंवा असे जे असतात त्यांना सुद्धा नाकारू नये. त्यांचा पण एक काहीतरी <chuckles> असतं. तर अ, अ, कसं बोलावं लागतं माहिती आहे त्यांना? की अ, मी एक उदाहरण देतो तुम्हाला.
बरोबर. हो, द्या ना.
अ, मी एका फायनान्शियल अ, ज्याला सॉफ्टवेअर्स आणि अशा प्रकारची खूप मोठी मल्टिनॅशनल कंपनी आहे.
हां.
तिथं ट्रेनिंग मॅनेजर म्हणून होतो. तर आम्हाला एक अ, ट्रेनिंग अ, चा कोऑर्डिनेटर घ्यायचा होता.
अच्छा.
तर बऱ्याच मोठ्या कंपन्यातले लोक वगैरे असे आले होते की आम्हाला इथे यायचंय असं. मी त्यांना पहिला प्रश्न विचारायचो की "तुम्हाला जर सांगितलं की पुढच्या तासाभरामध्ये असं प्रपोजल बनवा, तर येईल का?"
हं, हं. हां.
तर ते म्हणायचे, "नाही, नाही, नाही, ह्याला तर वेळ लागेल, मी एक आठवडा घेईन."
बरं.
तर मी त्यांना म्हटलं, "हे बघा" या कंपनीमध्ये अ म्हणजे थोडंसं व्यक्तिगत सांगायचं झालं, तर अ, अ, एक अ, नवीन लग्न झालेली स्त्री असते तिला जशी सासू असते, तशा इथे 17 सासवा आहेत.
हां. <chuckles> <inhales>
म्हणजे कसं तर 17 अ, बीओ हेड्स आहेत.
हं, बरोबर.
आणि ते सगळे तुमच्या वेळेवरती हक्क गाजवायला बघतात.
हो.
आणि त्यांना वेळ दिला नाही म्हणून त्यांना राग येतो, याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाला वेळ दिला याचा राग जास्त येतो.
हां, म्हणून सासवा म्हणताय का? <chuckles>
हां. आणि ते काय करायचे ईमेल पाठवायचे, फोन करायचे, "हो, हो, सर मी बघतो, जरा ते माझं" असं म्हटलं ना, की नंतर चक्क येऊन तिथे येऊन असे उभे राहायचे.
ओ! बापरे!
हां, ते आता कंप्लीट करूनच टाक तू. एखादा येताना Starbucksची कॉफी घेऊन यायचा, ती माझ्यासमोर ठेवायचा आणि ही कॉफी संपेपर्यंत करून टाकू आपण एकत्र. बरं बियू अ, नाही-नाही लाड नाही, प्रेशर आहे ते. <laughs> सटल प्रेशर, म्हणजे ती कॉफी आहे तर ती गार करायला मी दुसरीकडे कुठे बाहेर जाऊ शकणार नाही. ती काय अपॉइंटमेंट घेऊन यायची नाहीत.
अच्छा, लाड म्हणजे थोडे. अ, अच्छा, सटल प्रेशर. हं. हो, अर्थातच.
तर हे मी सगळं त्यांना सांगायचो, की "आमच्या इथे असं प्रेशर आहे." एक, दुसरी गोष्ट, की अ, यू एसमध्ये ऑइल एंड गॅसमधलं जे काम असतं, इथे तुम्हाला 2 आठवडे नाही 3 आठवडे द्या. तुम्ही सांगा किती वेळ लागेल?
हं. हां.
पण मग ते काम उत्कृष्ट लागतं.
हो.
तर एका वेळेला काही बियू अशा आहेत, त्याच वेळेला काही बियू तशा आहेत.
अच्छा.
तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता येतील का? बरेच जण जरा घाबरायचे आणि मी त्यांनी तोंडाने उत्तर दिलं ना, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघायचो आणि ते कळायचं मला. <chuckles> मग
हं. हां, म्हणजे अगदी सराव झाला असेल या गोष्टीचा तुम्हाला, नाही का?
हां आणि मग तसं नसेल ना तर मी त्यांना सरळ म्हणायचो, "ख खरंच तुम्ही तुमचं विथड्रॉ करा ॲप्लिकेशन." आणि अ, तुम्ही काही अ, म पुढच्या इंटरव्ह्यूला मी काही तुम्हाला पाठवत नाही.
हां.
तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी ते चांगलं होईल.
हं, अगदी खरं आहे. पण बघा ना, तुम्ही म्हणजे अ, हे जे काही करत आहात ह्याची प्रॅक्टिस तर भरपूर झाली आहे. एक सिनियॉरिटी नक्कीच आली आहे तुमच्याकडे. पण मग सुरुवातीला पहिल्या दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा असा नकार दिला होता, तेव्हा तुम्हाला थोडासा असा अपराधीपणा किंवा जरा तरी वाईट वाटलंच असेल ना हो, का नाही?
तर एक एक एगस् हं. हो, अ, हे करायला सोपं नसतं. मग त्यावेळेस मी त्यांना एक उपमा दिली होती. <chuckles> त्या सुमारास ग्लॅडिएटर हा सिनेमा आला होता.
हं. काय बरं? बरं.
तर मी त्यांना सरळ विचारायचो इंटरव्ह्यूमध्ये. की "तुम्ही ग्लॅडिएटर बघितलंय का?"
हं.
बरेच जण म्हणायचे, "हो बघितला छान सिनेमा आहे. पण इंटरव्ह्यूचा काय संबंध." म्हंटलं, "हे बघा ही पोस्ट ग्लॅडिएटर सारखी आहे."
<chuckles>
तुम्हाला हवं ते शस्त्र, हवं ती गोष्ट हवं ते सगळं निवडा. पण पलीकडच्या पिंजऱ्यातनं भुकेला सिंह येईल, का अ, गेंडा येईल, का कोण येईल माहिती नाही.
ओह! अच्छा.
आणि तुम्हाला मारलं, तरी लोक टाळ्या वाजवतील, तुम्ही त्याला मारलं, तरी लोक टाळ्या वाजवतील.
हो, खरं आहे.
आणि तुम्हाला बाहेर असतो त्याच्या इथं दुप्पट किंवा तिप्पट पगार मिळेल, बोनस पण खूप चांगला असतो. पण त्या पैशांकडे बघून इथे येऊ नका. तुम्ही प्रेशर हँडल करू शकता का?
हम्म. खरंय. किती महत्वाची आहे ती.
आणि खरंच अहो, रात्री 12:30 वाजता मला इंटरव्ह्यूला बोलावलं होतं! व्हीपीने.
अरे बाप
रात्री 12:30! आणि तो आल्यावरती म्हणाला, "काय आहे ना, अशा वेळेला इंटरव्ह्यूला बोलावल्यावरती सॉरी म्हणायचं असतं. मी ते एक्स कर्नल आहे, त्यामुळे मिलिट्रीमध्ये आम्ही ज्युनियर्सना काही फारसं महत्त्व देत नाही. त्यामुळे मी म्ह सॉरी म्हणालोय असं तू समज!"
हं! बरं. अच्छा. <chuckles>
म्हणजे ही काय बोलण्याची पद्धत हो! आणि मग हां, दीड 2:00 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू घेतला. बरं, नाईट शिफ्ट वगैरे काही नव्हतं बरं का! नॉर्मल ऑफिस होतं 9:00 ते 6:00चं.
हो मग काय! हां.
त्याने 2:00 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू घेतला अन् म्हणाला, "आता माझी अ, कार येती आहे. मला अ, मुंबईचा एअरपोर्ट गाठायचं."
हं.
म्हणजे किती त्यांनी म्हणजे मान्य आहे मला तो बिझी असायचा, त्याला वेळेत कमिट करता यायचा नाही, त्यांनी क्वालिटी टाईम दिला, पण खूप अ, असं एक विक्षिप्त अंडर प्रेशर असं ते कंपनी होती, तर हे सगळं मी सांगितलं त्यांना.
हं, हं. हो, किती महत्वाचं होतं ना, सांगणं.
अ, हेच हेच चाल चालणार नसेल तर तुम्ही येऊ न
हं, हं. खरंच खूपच सुंदर. पण बघा ना, म्हणजे असं अ, नकार देणं अर्थातच सोप्पं नाही आहे आणि आपण कितीही सीनियर झालो तरी ते देणं काही असं छान वाटत नाहीच आपल्याला. माणूस म्हणून जरी प्रोफेशनल म्हणून आपण दिलात, तरी तरी ती नकार दिल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया जी असते. तर त्यावेळेस तुमची एक भावनिक अवस्था सांभाळण्यासाठी तुम्ही काय करता बरं आताही?
अन् अ अ, नाही आत्ताही काय पूर्वीही काय 2007 मध्ये
हां.
अ, मोठा स्लो डाउन झाला होता. म्हणजे बऱ्याच कंपन्या, बंद पडल्या होत्या.
हो.
त्यावेळेला आमच्याकडे साधारण दोन एकशे लोकं होते. 1 नंतर त्या 200 पैकी फक्त 50 राहिले.
बापरे!
दर ,शुक्रवारी हा कार्यक्रम असायचा.
खूपच वाईट.
आणि सगळ्यांना कल्पना नसायची. मी सगळ्यांनाच, कोणालाच कल्पना नसायची की कोणाला काढलं जाईल.
अरे बाप रे!
बरं त्यातल्या बऱ्याच जणांना बोलवून, न् काढून टाकण्याचं काम माझ्याकडे असायचं.
अरे यार!
तर तो म्हणजे एक प्रकारचा नकारच न तो, त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला.
हो. बरोबर.
<chuckles> आणि एक लक्षात घ्या इतक्या लोकांना बोलवून मी काढून टाकतोय, तर मला हे माहीत नव्हतं की किती लोकांना काढायचंय. कारण ते काम संपल्यावर मलाही काढून टाकतील ना, कशाला ठेवतील? <laughs>
हां. हो. बरोबर आहे. ही टांगती तलवार तुमच्या डोक्यावरही.
अगदी इतकी होती माझं त्या काळामध्ये, सगळी अ, अ, बी-पी शूट अप झालं, त्रास झाला, बऱ्याच गोष्टी.
बाप रे! <tsk>
पण कसं होतं ना की मी अ, जास्तीत जास्त ह्युमेनली ते करायचो. म्हणजे समोरच्याला रिस्पेक्ट देऊन समोरच्याला तुम्हाला त्यातलं एक अ, वर्णन सांगतो एका व्यक्तीच्या बाबतीत.
हं. हां, सांगा ना.
तो आमचा एक ज नवीन जॉइन झालेला असा फ्रेशर होता.
अच्छा.
6 महिन्यापूर्वीच तो जॉइन होताना अ, मी त्याला ट्रेन केलं होतं, मग त्याला तिसऱ्या महिन्यामध्ये बेस्ट परफॉर्मर म्हणून अवॉर्ड दिला होता. मग कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणून चौथ्या महिन्यात त्याला अवॉर्ड आणि बोनस मिळाला. आणि 6 व्या महिन्यामध्ये अ, <chuckles> मला वरच्या व्हीपीनी सांगितलं, "ह्याला बोलवा आणि परफॉर्मन्सच्या कारणासाठी काढून टाका."
अरे वाह! आई ग!
तर, कसं करायचं ना? अवघड गोष्ट आहे.
हो, अवघड गोष्ट आहे, खरंच.
मग मी काही ज इतर एचआर इतर कंपन्यातल्या लोकांशी बोललो वगैरे आणि मग काय केलं आम्ही की 6:00 वाजता ऑफिस संपतं ना, तर 5:45 वाजता अन् तो होता आणि त्याच्याबरोबर अजून पण दोघं-तिघं होत्या.
हो. अच्छा.
त्या सगळ्यांना व्हीपीच्या कॅबिनमध्ये बोलावलं. मी साइडच्या त्याच्या चेअरवर मी बसू शकत नाही ना मी, पण मी साइडच्या चेअरवर बसलो, त्यांना तिथे बसवलं.
बरोबर.
सिक्युरिटीला पाठवलं आणि प्रत्येकाचा डबा, त्यांचा जे काही ते बसायचे त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या उचलून पॅक करून आणायला सांगितल्या.
आई गं!
आणि त्यांना तिथनं डायरेक्टली म्हणजे त्यांनी परत तिथे जायचंच नाही त्यांच्या सीटवर.
हं.
त्यांना सरळ बाहेर एस्कॉर्ट केलं. एस्कॉर्ट करतांना <chuckles> इमारतीच्या बाहेर जाताना त्यांचं आयडी कार्ड काढून घेतलं.
बापरे!
गाडीत बसवलं त्यांना आणि सगळ्यांना घरी अ, पोहोचवलं आणि अ, कोणाला मानसिक धक्का ला झाला असेल, काही झालं असेल आणि त्यांना सगळं सांगितलं, "तुम्हाला पाहिजे तर इथे येऊ शकता तुम्ही, पण तुमच्यासाठी आणि कंपनीसाठी काय बरं पडेल तर आम्ही 3 महिन्याचा पगार तुम्हाला उद्याच देऊन टाकतो, त्या 3 महिन्यात तुम्ही दुसरं काम शोधा."
हां. हां. हं, हं.
पण अहो, मुलं बाळ असतात, त्यांचं शिक्षण असतं, घराचं
हो. ई-एम-आय असतात.
अ? पण हो, ई-एम-आय ही सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठा खर्च.
ई-एम-आय असतात नाही का? हो.
पण काय आहे की अ, एका एकदा तुम्ही अमेरिकन हायर आणि फायरमध्ये गेलात, पण पगार पण तसाच वाढतो, बोनस पण मिळतो. 20%-20% सॅलरी वाढायची.
हं. हो.
तर अ, त्यावेळेला अ, हे सगळं व्हायचं आणि मी त्यांना म्हणायचो, की "हे बघा, अ, तुमचा परफॉर्मन्स आणि अ, अ, तुमचा जॉब जाणं याचा संबंध नाही."
हं. अ, हां, किती महत्वाची गोष्ट बोललात ही.
दुसरी गोष्ट अ, तु तुमची इच्छा असेल, आजच्या या इंटरव्ह्यू नंतर तर आपण LinkedInवरती कनेक्शनमध्ये राहू, आपण मित्र राहू. वी आर स्टिल फॅमिली.
हां.
मी माझा जॉब करतोय हे लक्षात घ्या. माझ्यावर व्यक्तिगत अ, म चिडू नका.
हां.
अ, डोंट ब्लेम द मेसेंजर, फोर द मेसेज. <chuckles> हां, कारण हां, कारण वरचे लोक जे ठरवतात, ते मला फक्त त्याप्रमाणे करायचंय ना.
हं, वा! किती महत्वाच गोष्ट. बरोबर, पण तुमची ती सांगण्याची पद्धत आणि ते कौशल्य पण महत्वाचं असतं नाही का यातच.
हां, हे बघा कुठेतरी आपण ना, सैनिकासारखे असतो. वरनं ऑर्डर दिली की गोळी झाडा तर गोळी झाडावी लागते मग.
हां. हां, खरंच. जरी आपल्याला नको वाटत असेल तरी.
हां, ते कारण आपण अ, ते स्वीकारलंय ना.
अ, हं.
आणि कंपनीचं हित आणि शेअर होल्डर्सनी पैसे गुंतवले म्हणून तर मुळात आपल्याला जॉब मिळाला.
बरोबर.
हे विसरता कामा
हां.
लोकं गल्लत करतात त्याची आणि पर्सनल रिलेशन आणि त्यातल्या काही जणांना तो जो स्टुडंट मी सांगितलं ना, त्याला काढलं. त्यालाच मग नंतर मी एका सी.ए. कडे खूप स्ट्राँग रिकमेंडेशन दिलं. म्हटलं, "हा फार छान आहे, खूप उत्तम आहे, सगळं चांगलं काम करेल. तू त्याची त्याला घे. तुझं आयटी इम्प्लिमेंटेशन करायला." पण हे मी हां, पर्सनल लेव्हलला ते केलं.
हो. हां. अरे वा!
तुम्ही प्रोफेशनल लेव्हलला काही करू शकत नाही. तुम्हाला नियम पाळावे लागतात.
अं, हं. करू शकत नाही. खरंच, खरंच. म्हणजे नकार देण्यासारखी इतकी अवघड गोष्ट पण आहे. आणि त्याला अनुभव तर लागतोच पण अ, व्यवस्थित बोलून, कोणालाही न दुखवून, तेच एका अ, व्यावसायिक पातळीवर ठेवून करणं खूप गरजेचं असतं. हे तुमच्याकडून शिकायला मिळालं. तुमचे इतके अनुभव तुम्ही शेअर केलेत आणि व्यवस्थित सांगितलत की नकार देणं म्हणजे हा एक वैयक्तिक डिसिजन नसतो, पण कुठेतरी वरून आलेला एक अ, इन्स्ट्रक्शन असते किंवा अ, नियम असतो. तर तुमच्याबरोबर
अहो ते पेनफुल, खूपच पेनफुल असतं.
पेनफुल. हो, बरोबर. पेनफुल असलं तरी ते करावंच लागतं हे अगदी पटवून छान शब्दात सांगितलं. तुमचे खूप खूप आभार, वेळ काढून तुम्ही बोलल्याबद्दल आणि धन्यवाद.
थँक यू.